हो. अगदी, अगदी. मराठी भाषेचं वैशिष्ट्य जे आहे ना, तर अ, एक बोली भाषा आहे आणि एक प्रमाण भाषा आहे. तर कसं प्रमाण भाषा खरंतर असं काही नसतं. त्याला आपण प्रमाण म्हणतो, कारण काही लोकांना असं वाटतं की ती प्रमाण आहे. अ, पण अ, कसं आहे ना, मराठी भाषेचं वैशिष्ट्य हे आहे ना, की आज अ, मी ज्या पट्ट्यात राहतो, तिथली भाषा वेगळी आहे. तिथून अजून एक 20-25 किलोमीटर गेल्यानंतर तिथली भाषा थोडी वेगळी असते. आणि म्हणजे असं भरपूर भेटतात शहरामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नशी बोलणारे लोकं भेटतात किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत, की लोक म्हणजे 10-10, 20-20 किलोमीटरवरती भाषा बदलते. पण एवढं सगळं आमच्या, म्हणजे एकदा एखादा नागपुरी जरी मनुष्य असेल आणि तो जर सोलापुरी माणसाशी बोलत असेल. तर सोलापुरी कसं बोलेल, "काय करतोस बे, का करलास." तरी पण त्या नागपूरवाल्याला कळतं, "काय करून राहिलं आहे." तर त्याला कळतं म्हणजे नाही का? असं नाही की ह्याला कळत नाही किंवा त्याला कळत नाही. तर हे वैशिष्ट्य आहे आपल्या भाषेचं. आणि दुसरी गोष्ट आहे आपली जी भाषा आहे ना, त्याच्यामध्ये जे अपभ्रंश आहेत किंवा जे उच्चार आहेत, ते अतिशय स्पष्ट आहेत म्हणजे कसं बघा
हो, हो. हं, हं. <chuckles> अरे वाह! हो, हो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हो, अगदी. हं, हं. हो अगदी. <chuckles> अरे वाह! नक्कीच. हो. हो. अरे वाह! <chuckles> हम्म.
की एखादा साउथ इंडियन मनुष्य आहे. तर तो साउथ इंडियन आहे. तर तो इंग्लिश बोलताना पण नाही का, सॅड. म्हणजे असं बोलतो नाही का, ते आपल्याला कळत, की नाही साउथ इंडियन आहे हा. तर मराठी माणूस कसा आहे ना, जगातली कोणतीही भाषा बोलायला, तो स्पष्टच बोलणार आहे. कारण आपली भाषाच मुळात अशी आहे ना, की त्याच्यामध्ये काही असे हेल काढणे वगैरे किंवा अशा काही गोष्टी नाहीयेत की त्या तुम्ही मराठी बोलायला जर जमलं आणि तुम्हाला जर कला म्हणजे गती असली तर तुम्ही कोणतीही भाषा जगातली स्पष्ट, शुद्ध आणि व्यवस्थित आरामात बोलू शकतो. हे माझ्या भाषेचा अभिमान आहे, मला खरंतर, मला आवडतं.
हो. हं. अच्छा. <chuckles> हो. अरे! नक्कीच. <chuckles> हो. <chuckles> नाही, नाही. नक्कीच, नक्कीच. खरंच तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल आणि तुमच्या मातृभाषेबद्दल फार अभिमान आहे. हे ऐकून मला फार छान वाटलं. आणि खरंच प्रत्येकाला आपल्या भाषेविषयी, आपल्या मातृभाषेविषयी खरंच अभिमान असायला पाहिजे. आणि मला असं विचारायच आहे, की ज्यावेळेस अ, ही भाषाचा विषय येतो, आता पहा प्रत्येक राज्य बदललं, प्रत्येक ठिकाणची भाषा बदलते. तर तुम्हाला काय वाटतं आहे बरं हो, की लोकांनी कोणत्या भाषेला प्राधान्य दिले पाहिजे? इंग्लिश भाषेला का हिंदी भाषेला का जी आपली मातृभाषा आहे, या भाषेला? आता कसं झालं आहे, की भाषावर कुठे-कुठे वाद होतात किंवा मग काही गोष्टी चालतात, की तुम्हाला ही भाषा बोलायला जमणार नाही, तुम्हाला इंग्लिश बोलावं लागेल किंवा हिंदी. तर तुम्हाला काय वाटतं, की आपण कोणत्या भाषेला प्राधान्य दिले पाहिजे, ती भाषा बोलायला पाहिजे, तुमच्या मतानुसार?
हो ना. हां, हां. हो. हां. हां. बरोबर. हो. बरोबर.